हां. कसं आहे माहिती आहे का? की आपणही अ, जरी किड्स झोन ओपन केला किंवा अ, कुठल्याही प्रायव्हसी सेटिंग केल्या म्हणा, तर नुसतं अ, ते केलंय आणि सोडून दिले. मग तू तुझं बघ आणि तू काहीही कर तिथे शांत राह मी माझं काम करते असं नाही करायचं. त्यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही. ती मुलं स्वतःहून वेळ द्या त्यांना. ते जर ते थोडं बाजूला ठेवा किंवा ते कंटेंट असतील किंवा तुम्ही स्वतःहून सर्च करून द्या त्यांना, की तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या मुलासाठी त्या लहान मुलाला कितपत योग्य शिक्षण दिलं जातंय किंवा कितपत योग्य आहे ते त्याची गुणवत्ता स्वतः चेक करून बघा ना. तुम्ही स्वतः बघा ती व्हिडिओ म्हणा, की हां, ती व्हिडिओ म्हणा, तो गेम म्हणा, तो खरंच त्याच्यासाठी योग्य आहे का? त्याच्यातून तो शिकतोय का? आणि जर शिकत असेल तर तो काय शिकतोय? त्याला विचारा बरं, "हे तुला समजलं का?" "हां, मग हे कसं करतात रे? अय्या हे असं आहे का? मग ह्याच्यातनं हे गणित कसं करायचं? तुला समजलं ना मला पण शिकव ना प्लीज मला नाही येत रे." "अरे कसं वाह! छानच रे." म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपण, ते जेव्हा सुरुवात करतो त्यांच्याशी बोलायला, तेव्हा ते कुठेतरी जाऊन आपण त्यांना अ, श शिकवत असतो किंवा त्यांची प्रगती होत असते. किंवा त्यांना एक अ, उत्सुकता लागून राहते की काहीतरी चांगलं शिकायचंय, असं.
हं, हं. बरोबर आहे. बरोबर आहे. ते पालकांनी बघायला पाहिजे. हो. हां. हो. हां. हो. म्हणजे एकंदरीत असं सांगायचंय तुम्हाला का मुलांसोबत जर अ, आपण त्यांना जर व्यवस्थित शिकवायचं असेल ना, तर आपण पण मुलं बनला आहात त्यांच्यासोबत नाही का? ते लवकर शिकतील, ते लवकर आत्मसात करतील नाही का असं. खरंच खूप छान आयडिया आहे बरं का तुमची. नक्कीच मी माझ्या घरच्यांना पण हे सांगेल मी, तर आता मला असं सांगा मुलांना जर कधी आपल्याला नाही म्हणायच आहे जर एखादी स्क्रीन त्यांच्यासमोर सुरू आहे आणि ते त्यांना आपल्याला सांगायचं, काय नको बघू तर अ, तो बंद करण्याचा त्यांना वेळ दिला तेव्हा घरच्या घरातल्या वाद विवादांना, कधी तुम्ही कसं हाताळलं आहे का?
हां. हो, हो, हो, हो, हो. हो ना, हां, तेच. हां. हो, हो, हो. हं. हां. हां. हां.

हां, अ, काय होतं माहिती आहे का? मुलांना जर कुठल्याही गोष्टीसाठी पटकन नाही म्हटलं ना किंवा ओरडलो म्हणा, की "ए हे काय बघतोय? हे ठेव लगेच, लगेच, लगेच ठेव. आत्ता हे करायचं नाही, ब आत्ता बघायचं नाही." असं जेव्हा बोलतो ना, तेव्हा मुलं दुखावतात हो. त्यांना लगेच म्हणजे ते खूप नाजूक मनाचे असतात. त्यांना काहीही बोललो तरी लगेच लागतं. मग त्यांना त्यावेळेला समजवायचं. आयदर तुम्ही आयडिया करा ना, की त्यांच्यासमोर वेगळं काहीतरी करा. जे म्हणजे जसं की कुठलातरी व अ, गेम असेल म्हणा, चेस आहेत, कॅरम आहेत, अ, सापशिडी आहे, लुडो आहे किंवा अं, हं, हां. तेच ना. किंवा कॉमिक्सची पुस्तकं आहेत म्हणा, मुद्दामून जोरजोरात वाचून दाखवायचे एकमेकांना. म्हणजे जसं की पालक असतील, नवरा-बायको त्यांनी एकमेकांना वाचून दाखवायचं आणि ना इतकं इंटरेस्ट दाखवायचं. दोघंही हसायचं वगैरे, की त्याला वाटलंच पाहिजे, की "अरे! हे काय चाललं आहे? काय करत आहेत ही दोघं? मला पण ऐकायचं आहे. म मम्मी, मला पण ऐकायचंय. तू काय सांगितलं?" हां, येस.
<laughs> बरोबर जेणेकरून हां, हां. हो, असं काहीतरी ब त्यांच्या सब समोर घेऊन बसा. वाह! वाह! वाह! हां. <chuckles> उत्सुकता, उत्सुकता निर्माण करायची. वाह, वाह, वाह! खरंच. खरंच खूप भारी हो. म्हणजे कसं, ते लगेच आपल्याकडे आकर्षित पण होतील आणि तो मोबाईल तो अ, खाली ठेवून आपल्याकडे वळेल. हो, हो, खरंच.
हो ना, अ, हां. अरे, कधी ठेवतील ना तेच समजणार नाही. त्यांचं ते स्वतःहूनच ठेवून देतील असं.
किती छान सल्ला आहे हो हा. खरंच खूप छान बोलताय तुम्ही. मग बघा ना, जरा असं प्रतिकार किंवा आत्मविश्वास कमी होणे आपल्याला टाळायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल?
हो ना. हं, हं. हं. हां.